भोले ओ भोले म्हणजे अगदी देवाचं गाणं गायचं तरी आहे तुम्हाला.
हां, हां, हं, हं. हाफ टिकिट तर एकदम बोलतात हाफ टिकिटचे गाणं तर एकदमच खतरनाक. हां. <chuckles>
अ, दांडियातलं गाणं गायचं तेही आहे. अरे, बापरे! ते तुम्हाला गाणं आठवत असेल. चिल चिल चिल्लाए कजरी सुनाए अ, हं, आणि ते एक अ, प्राण असतो आणि अ, अ, ते त्यांनी 2 आवाज काढले तेव्हा किशोर काय किशोर कुमारनी. एक आवाज त्यांनी प्राण गातात आणि एक ते अ, लेडीज बनलेले आहेत आणि ते गातात ते. अर्थात त्याचे शब्द नाही आठवत. पण फार अ, फनी आहे तो, प्रसंग फनी आहे. अ, खूपच मज्जा येते ते. अ, हो, हो, हो, हो, हो.
हे मन चिल्लाके कजरे सुनाए <chuckles> अरे, खतरनाक. हां, हां, तो एक मुला येस, येस, येस, येस. हं, हं. आ ते गाणं. हां, हां, हां, न हां. मस्त गाणं आहे. तो पडून जातो त्या एका याच्यामध्ये, काय बोलतात त्या ग्रुपमध्ये. अर्धी मुशी ठेवली आहे त्याच्यामध्ये. हो, अरे, सुंदर आहे गाणं.
हो, अर्धी मिशी ठेवलेली, अर्ध बाई होता. काय रे! काय-काय करतात. धमाल-धमाल. ते आंख दिल से नीली है न गाडी आसं आसं.
एकदम, एकदम. तिरकी नजरिया ओ बिजुरिया. आहा! आहा!
हां. ओ बि, ओ-ओ बिजुरीया, अरे धमाल ते गाणं आहे ना. म्हणजे एन्जॉय करायला लागतो, आपण नाचायलाच लागतो ते गाणं ऐकल्यानंतर. असं अ, क्या बात है हं, असं
खतरनाक, खतरनाक. हं क्या बात है. नाही, किशोरदाचं नाव घेतलं ना कारण की म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, माझेही वन ऑफ द फायनेस्ट फेव्हरेट आहे. तुम्ही जे सांगतायत ना, असं वाटतंय की मीच मला एन्जॉय करतोय. मग अ, <chuckles> तर मग आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण हे असे आणखीन, जर तुम्हाला असं कधी वाटलंय का, की कोणीतरी किशोरदाच्या जवळपास आलेला एखादा आणखीन गायक जो त्या तिथपर्यंत गेला आहे? तर किशोरदा तर आहेच टॉप हं, हं.
हं. हं. हं. हं. एन्जॉय करता. येस, येस. तर हां, हां. आ अ, क कुमार सानू कुमार सानूंनी खूप प्रयत्न केला होता अ, त्यांच्या जवळपास, म्हणजे तसं ते मला कधी-कधी असं वाटतं, ते थोडीशी मिमिक्री करतात की काय त्यांच्या आवाजातली, असं एक होतं. पण अ, व्हरायटी देण्यामध्ये ना अ, सोनू निगम एक आहेत, की ते फार व्हरायटी देतात. तुम्ही बघा, त्यांची गाणी फार उत्तम असतात.
हां, हां, हां. पण करतात, करतात, करतात. हं, हं. हो, हो, हो. येस, येस. कुठलेही आणि ते क कोणाला कंटेस्टंटला पण काही सांगा, एकदम बारकाईमध्ये जातात.
कुठलंही. बारकाई जातात आणि खूप म्हणजे ते अगदी एक अ, इंटरव्ह्यू मी बघत होतो. त्याच्यामध्ये ते अ, उषा उत्तप्पांची पण मिमिक्री केली त्यांनी आणि आवाज तसाच काढून दाखवला त्यांनी गाण्याचा वगैरे आणि अ, रफी साहेबांचे ते फार अ, जवळ जात होते गातांना. हां, तर मला आवडतात. मग अगदी परदेसचं दिल दीवाना. हे जरी गाणं ऐकलं ना तुम्ही, ते कुमार आपल्या यांचंच आहे अ, सोनू निगमचंच आहे. पण ते वेगळं वाटतं मग एकदम.
हं, नॉलेजेबल. हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं. हं. ते होत अगदी हो, हो, हं, हं. हो, आहाहा! हं. सोन सोनू निगमचं आहे. हो, हो.